नवीन ठिकाण, नवीन लोकं. असं म्हणतात ना, भारत हा खूप विविधतेने नटलेला देश आहे. आणि इथं नवीन लोकांना सामावून घेण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर असं कधी नवीन लोक कुणाशी भेटणं झालंय का तुझं? आणि ती सुरुवात कशी झाली आहे?
हो, हो. अगदी. नक्की, नक्कीच. आणि ना आपण म्हणजे शाळेमध्ये असताना एखादी अ, म्हणतात ना, मुलगी येते की बाबांची बदली झाली आहे किंवा आईची बदली झाली आहे. तर मग मला आठवतंय माझी एक मैत्रीण. तर ती शाळेत आलेली आणि अशी बिचारी छान 2 वेण्या आणि आमच्या शाळेत ना लाल नाही तर काळ्या रंगाच्या रिबिन होत्या.
हं, हं, सांग ना. हं, हं. हां.
अ, आणि तिला काय माहीत नव्हतं बिचारीला. तर तिने त्या आपल्या लाल रंगाच्या रिबीन अगोदरच्या शाळेमधल्या लावून आलेली बिचारी.
हां, मग?
आणि तर तिला बाईंनी उभं केलं, "उभी राहा!"
अरे बाप रे!
"उभी राहा!" आणि मग ती बिचारी इतकी गांगरून गेली, तिला असं म्हणतात ना की मेल्याहून मेल्यासारखं झालं की आपण पहिल्याच दिवशी बाईंनी उभं केलं.
अरे! मग काय झालं?
पण मग मग आम्ही तिला जरा समजावून सांगितलं की "काय नाही होत, आपल्याच बाई आहेत, सगळ्यांना ओरडा देतात, मस्त राहायचं." आणि मग अ, अजून 1 अ, मैत्रीण होती. तिच्याकडे अ, रिबिन 1 एक्स्ट्रा होती आणि अजून एक अ, अ, वर्गात 1 मैत्रीण होती. तिच्याकडेही 1 रिबीन होती. मग आम्ही अ, तिच्या त्या लाल रिबीन काढल्या आणि अ, त्या 2 रिबन तिच्या आम्ही परत तिची वेणी घालून वरती शाळेत म्हणतात ना, आपण एक 2 वेण्या घालायचो.
<chuckles> <chuckles> हां, हां. हो, हो, हो. पहिले अगोदरच्या शाळेंमध्ये सगळं तसंच होतं. आणि रिबीना लावा, नाहीतर दंड. असं काहीतरी.
हं. हो. अ, तेच ना, आम आमच्या ज्या मुख्य बाई होत्या ज्या अ, राउंड मारायच्या वर्गांवर, त्यांनी तिला त्याच्यासाठीच उभं केलं, की हे लाल वगैरे चालत नाही.
हं, हं. हां. मग, मग काय केलं? मग त्या रिबीना चेंज केल्या का मग तुम्ही, आतली बदल केली?
मग? हो. केल ना. नशीब नशिबाने अ, अजून माझ्या 2 मैत्रिणी होत्या. मग असं म्हणतात ना की, ही जी कला आहे ना तुमची किंवा असं म्हणतात ना की, शाळेपासूनच आपल्याला शिकत जातो आपण. की कुणीतरी नवीन आहे. कुणीतरी गांगरून गेलंय. मग त्याला कसं आपल्यामध्ये थोडं म्हणतात ना की शांत करायचं, समजावून सांगायचं. चूक जरी झाली असेल तरी काही नाही. आगे बढो.
हां. बरोबर आहे. बरोबर. मग, मग सुरुवात अशी झाली का नवीन मुलीशी आता तू भेटली आणि ल नवीन लोकांना सामावून घेण्यासाठी. म्हणजे तुम्ही तिला मदत केली. नाही का? एकंदरीत असं. मग नंतर काय झालं तिच्याशी बोलणं झालं ती तुमच्यामध्ये एकत्रित अशी सामावून गेली का?
हं, हं. हो, हो. म्हणजे आता मला वाटतं ना की शाळा त्याच्यासाठीच असते. की नवीन विद्यार्थी येत असतात, जात असतात. मस्त, हीच एक मजा आहे ना शाळेत. की तुम्ही मस्त परत खेळता, एकत्र डबा खाता आणि मला वाटतं हा ठेवा जो आहे ना की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटता, तर मला वाटतं तो तुम्ही आयुष्यात तुमचा जो प्रवास आहे, त्याच्यातही तुम्ही, तो सा म्हणजे म्हणतात ना की शिकण्यासारखं आहे याच्यातून बरंच.
हो. हं. बरोबर आहे. नवीन लोकांना नवीन भेट करायची आणि त्यांच्याशी बोलायचं पण खूप अवघड जातं. असं कधी झालंय का?
अ, असं खरंच एकदा मी सांगते, की अ, आमच्या गावी अ, जेव्हा मी गेले होते ना, तेव्हा माझ्या एका कझीन भावाचं लग्न होतं. आणि मी गावी त्या त्यावेळी 10 दिवस अ, राहणार होते. आणि अ, मग त्या वहिनी आलेल्या घरी आणि अ, त्यांची भाषा म्हणतात ना, थोडीशी वेगळी होती.
हं. हं. हो का? मग?
म्हणजे आपण अ, अ, कसं शुद्ध थोडं मराठी बोलतो. तर त्यांचं थोडं गावाकडचं आपलं मराठी होतं. अ
हं. टोन, टोन, टोन होतं का तसा?
थोडं टोन त्यांचा थोडा वेगळा होता आणि त्यांना ना, मग असं म्हणतात ना, की त्यांना असं वा वेगळं वाटायचं की अरे, हे लोकं थोडं वेगळं बोलतायत, आपण वेगळं बोलतोय. तर त्या अशा थोड्या कॉन्शीयस व्हायच्या.
हं, हं. अच्छा, घाबरायच्या म्हणजे एकंदरीत.
थोड्याशा घाबरायच्या. मग आम्ही त्यांना ना एकदा म्हंटलं, की "चला जरा फिरकी घेऊया ह्यांची."
मग? <chuckles> अरे बापरे! मग?
मग, एक त्यांना सांगितलं, की "पोहे करा म्हणून तुम्ही." तर नवीनच त्यांचं आता लग्न झालंय आणि तो एक साज शृंगार ते म्हणतात ना, ते एवढे दागिने घातलेले, डोक्यावर पदर. मग
हां. हं, हं. <chuckles>
हां. मग अ, त्या गेल्या. आणि त्यांनी असं छान पोहे बनवून आणले आणि आम्ही सगळ्यांनी मग बघितलं त्यांच्याकडे. "काय हे काय? बरोबर नाहीये. असं नाहीये, तसं नाहीये. अगं केवढं?"
आम्ही सगळ्यांनी, म्हणजे कोण तू सगळ्या तुम्ही त्या मैत्रिणी गेलेत? अच्छा! भाऊ-बहीण अच्छा हो, हो, हो.
आमचे सगळे भाऊ-बहीण आम्ही, आम्ही सगळी टार्गट, आमची मंडळी आमची गँग.
अरे बापरे! मग पोहे आणले.
आणि मग. पोहे तर त्यांनी आणले. "काय काय पोहे बघू जरा." असं आम्ही मस्त म्हणजे म्हणतात ना जरा ते दरडावूनच बोलत होतो आणि नंतर त्यांना एकदम बीचा त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आल्यावर मग आम्ही सगळे "नाही, नाही वहिनी, वहिनी, वहिनी."
हो, हो, हो. अरे बापरे! म्हणजे नवीन लोकांसोबत करतात असं पण करू शकतात लोकं.
त्यांना हो, मग आ मग त्यांना इतकं हसायला आलं. मग मी अक्षरशः त्यांचे पाय धरले "नाही, नाही वहिनी म्हंटलं थोडं जोक क्रॅक केला हो! म्हणजे तुम्ही जरा, उत्स्फूर्त उत्साह येईल तुम्हाला."
<chuckles> मग काय झालं? त्या वहिनींनी काय बोलल्या का मग?
नाही, नाही त्या हसायला लागल्या. मग आमचे दादा पण आले आणि ते पण हसायला लागले की, "अरे हा अशीच आहेत सगळी मंडळी. बघा ह्यांना सांभाळायचंय आता तुला." <laughs> हे येतात मुंबई वरून.
<chuckles> खूपच छान आहे. <chuckles> नवीन-नवीन बरोबर नवीन लोकं.नवीन समाज, होतात ना असं कधी-कधी भीती पण वाटते. मग सांग ना मला आता मुंबईमध्ये तर तो डेंजर म्हणजे खूपच परिस्थिती बिकट आहे तिथं. नवीन लोक गेले म्हणजे त्या मुंबईमध्ये सामावून घेण्यासाठी खूप कठीण, कठीण अवस्था आहे तिथं. आता मुंबईचा मोहल्ला म्हणा किंवा एखाद्या कंपनीचं ऑफिस म्हणा, सांस्कृतिक किंवा भाषिक असा फरक असताना लोकांना सामावून घेण्यासाठी काय बदल करायची मग आता तिथे?
हां. बघ. हो, हो. हो, हो. नाही खरंच, बरोबर म्हणालीस तू की अ, सांस्कृतिक बदल असतात आणि जसं, तू म्हणालीस ना की मुंबईमध्ये, आपल्या बाजूला कोण राहते तेही माहीत नसतं. लोकं खूप बिझी असतात. त्यामुळे अशावेळी ना, जर कुणी नवीन आलंय, तर तुम्ही अ, आणि त्यांचं सामान अक्षरशः वरती नेताय, त्यांना कुणी मदत करत नाही, हे चित्र मुंबईमध्ये सर्रास बघायला मिळतं. मग अशावेळी ना, ते अ, बऱ्याचशा अशा तत्सम कंपनीज आहेत, मूव्हर्स वगैरे मूव्हर्स शेकर्स पण त्यांना, ते अ, त्यांची मदत घेतात आणि सगळं सामान वगैरे शिफ्ट करतात. पण, मी म्हणेन की नक्की तुमच्या अ, म्हणजे म्हणतात ना, फ्लोरवर कमीत कमी तुमच्या मजल्यावर जी लोकं आहेत, तुम्ही त्यांना तरी ओळख दाखवा.
हं. हं. बरोबर. हां. हां, हां. बरोबर आहे.
कारण कधी कुठे, काय होईल, काही सांगता येत नाही. तुम्ही थोडीशी म्हणतात ना, एक शेजार धर्म नक्कीच पाळला पाहिजे. तुम्ही जर, ते कुणी नवीन आलंय, तर तुमच्याकडे तुम्ही काहीतरी हलवा बनवा, तुम्ही एखादा पदार्थ जाऊन त्यांना द्या, त्यांच्याशी बोला आणि थोडेतरी संबंध चांगले ठेवा. आणि जसं तू म्हणालीस दुसरं, अ, मला वाटतं करियरचं काहीतरी म्हणालीस का तू? काय विचारलंस?
हं, हं. भाषिक-भाषिक फरक असताना. हं.
हां. बरोबर. भाषिक फरक असताना ना, मला वाटतं ना, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये बघा असं होतं.
हं, हं.
की अ, कुणीतरी वेगळ्या प्रांतातून आलंय. आणि अ.
हो, आता भरपूर येतात ना. आता मुंबई म्हटल्यावर त्या शहरामध्ये वेगवेगळ्या भारतात, अ, व य भारताचे काय वेगवेगळ्या परदेशातले लोकं पण त्या मुंबईमध्ये येतात, कामासाठी म्हणा किंवा वसण्यासाठी म्हणा. मग त्यांनाही खूप अवघड जात असेल, तर नेमकं काय करायचं?
हं, हं. नाही, हे बघ आता जसं तू म्हणालीस ना की भाषिक फरक आहेत, त्यामुळे बघ आता मुंबईमध्ये तुम्ही काम करताय, तत्सम तुम्हाला मराठी येतंय, तुम्हाला हिंदी येतंय पण अगदी साऊथवरून लोकं येतात किंवा वगैरे कलकत्त्यावरून नाही का. मग अशावेळी ना त्यांना काहीच कळत नाही, की तुम्ही काय बड-बड करताय किंवा काय गप्पा मारताय. आणि तुमची सवय असते, की बाबा, तुम्ही सतत तुमची मैत्रिणी आहेत किंवा सहकर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही सतत बोलत असता. मग अशावेळी तुम्हीही समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांना सामावून घेतलं पाहिजे, की "हां चला, सुरुवातीला आपण थोडं इंग्लिश मध्ये बोलूया." मग ते मला म्हणतात ना, एक तुम्ही एक प्रयत्न केला पाहिजे.
हं. बरोबर. हं, हं. बरोबर.
की जसं हो, हो. की जसं एखादी मुलगी आलीये. कारण नवीन लोकांना ना, तो थोडा बुजरेपणा असतो.
प्रयत्न केलेच पाहिजे. बरोबर. होतं कधी-कधी.
आणि त्यां त्यांना असं वाटत असतं, की मी कदाचित इथे म्हणतात ना, की सामावून लोक मला घेणार नाहीत. असं म्हणतात ना, की मी इथे फिट होत नाहीये.
हम्म, म्हणतात.
अशी भावना त्यांच्या मनात असते मुख्यत्वे, जे हे कॉर्पोरेट अ, जगतामध्ये. तर अशा वेळी जर तुम्ही त्यांना समजावून घेतलंत आणि अं, मला आठवतंय, जसं मी आता म्हणाले बघ तुला, की अ, तू एकदा कलकत्यावरून एक मुलगी आ आली आली होती आमच्या ऑफिसमध्ये. तर मग तिचे जे मॅनेजर होते ना, त्यांनी तिला समजावून एका कॉन्फरन्स रूममध्ये बसवून सांगितलं, की "तू कधीही असं वाटून घेऊ नकोस, की आम्ही सतत मराठीत किंवा हिंदीत बोलतोय." कारण तिला बंगाली आणि इंग्लिशच येत होतं बिचारीला.
हो, हो, हो. हो. अरे वाह! किती छान. अरे! मदत तर केली ना, तुझ्या ऑफिसवाल्यांनी का म्हणा किंवा तिला असं जाणू तर दिलं नाही का? तू खरंच लांबून आलेली आहे, तू परप्रांतीय आहे. आणि तू अशीच कर, तसंच कर, तिला मदत केली. ही खूप सुंदर गोष्ट केली बरं का.
हं. हो, हो. आणि मग तिला त्यांनी समजावून सांगितलं, की "जेव्हा तू असशील ना, तेव्हा आम्ही इंग्रजीतच बोलू." त्यामुळे आणि कधी-कधी चुकून जर आम्ही हिंदी बोललो ना, तर तू असं दरडावून सांग, "नाही, नाही सर इंग्लिश, मॅम इंग्लिश." मग हो. हो. म्हणजे ते म्हणतात ना, त्यांनी तिला ती मोकळीक दिली, की तो बिनधास आम्हाला असं बोल की "नाही, नाही, तुम्ही इंग्लिशमध्ये बोला मला कळत नाही आहे." आणि ते एक म्हणतात ना, एक संवाद साधायचा त्यांच्यासोबत. त्यांच्या थोडं कलाने घ्यायचं, की हां, ठीक आहे अ, कारण ना कसं आहे, जसं मी सांगितलं, की कुटुंबात ठीक आहे, थोडं हसी मजाक होऊन जातं.
हं. <chuckles> बरोबर आहे. बरो चालतं. हो, हो.
पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता. तेव्हा असं, नाही करू शकत तुम्ही.
बरोबर आहे ना खूप छान बोलली बरं का. असं होतं आणि बाहेर देशा म्हणजे बाहेर पा परप्रांतीय वगैरे आले किंवा परदेशातून आले. त्यांच्याशी नीट वागणं आणि त्यांना आपुलकीची अशी भावना त्यांना देणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, त्या नात्याला सम अ, आपल्या लोकांमध्ये सामावून घेण्यासाठी नाही का. तर आता मला असं सांग ना जे असे नवीन लोकं आपल्या आजूबाजूचे लोकं येतात. भारत म्हणा प परदेश असे म्हणा नाही का? कोणीही असू दे. भारत आपल्या राज्यातही आ, सांगते मी तुला नवखे लोक असतात, नवीन लोक असतात त्यांना ते नातं टिकवायचं राहतं. पण ते नातं टिकवण्यासाठी छोटे-छोटे असे पाऊल काय उचलावे जेणेकरून ते लोक त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतील असं?
हं. हं. हं. हं. हं. हे बघ, आता तू ना खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलास, की जेव्हा इतर अ, लोकं येतात. तेव्हा ना तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांच्यामधून ना, सहभागी त्यांना करून घ्या. आता तुम्ही सकाळी उठून अ, ऑफिसमध्ये तुम्ही नाश्ता करताय तर त्यांनाही म्हणा, चल गं जाऊया जरा. तुमच्या म्हणतात ना तुमच्या स्पष्ट एक एक्शन्सवर खूप वेळा अवलंबून असतं की तुम्ही त्यांना कसं समजावून घेताय? तुम्ही त्यांना कसं सामावून घेताय? मग तेही मोकळेपणाने बोलतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे काही सण असतील, काही उत्सव असतील. तर त्यांना समजावून सांगा, की आता गणपती उत्सव अ, बंगालमध्ये नाही साजरा करत तिथे दुर्गा पूजा वगैरे असते.
बरोबर. हो. नक्कीच. बरोबर आहे. हां, हां. हां.
मग ते संभाषण तुम्ही, अ, सांगू शकता, की "बरं, इथे हे असं असतं. एक ना आणि प्रत्येकालाच भारत इतका" मी म्हणते ना, "विविधतेने नटलेला आहे, की प्रत्येकालाच ती एक गोडी असते," की "अरे, इथे काय करतात? तिथे काय करतात?"
हो, हो. सगळीकडे नवीन-नवीन गोष्टी, सगळे नवीन-नवीन परंपरा आणि नवीन लोकं, नाही का?
हं. तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना, अ, बसवून समजावून सांगितलं, की "ही अशी परंपरा आहे, ही अशी प्रथा आहे, आम्ही असं करतो." तर मग त्यांनाही थोडा, म्हणतात ना, की एक इंटरेस्ट येतो. आणि त्यांनाही असं वाटतं, की आपल्याला हे सामावून घेतायेत. मग असं तुम्ही छोट्या हं, अशा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता, की अ, तुम्ही त्यांना एकत्र अ, लंचला किंवा मग, अ, तुमच्या घरी गणपती असतील, तर तुम्ही त्यांना बोलवू शकता, की या हो, हो, आमंत्रण देऊ शकता. तुम्ही तुमच्या वाढदिवसाला किंवा आपण खाली नाही का, म्हणजे एकत्र जे टीम लंच वगैरे असतात, तेव्हा त्यांना एकत्र घेऊन जा. तर त्यांनाही छान वाटेल आणि ते सुद्धा ओपन अप होतील मग.
बरोबर. म्हणजे सगळं हां, हां, हां. आमंत्रण देऊ शकता, नक्कीच. हो. हो, हो, हो. बरोबर आहे ना, म्हणजे त्यांना असं भासूच देऊ नका, का तुम्ही दुसरे नवखे लोकं आहात, नाही का? आपलंसं करून घ्या त्यांना, जेणेकरून ते पण आपल्यामध्ये सामावून घेतील स्वतःला. आणि एकदम असं फ्री, म्हणजे एकदम आपल्या मित्रमैत्रिणीसारख्या, आपल्या घरच्यांच ना सारखं नाते आपल्याला हे करतील, टिकवतील, असं तरी वाटतं. अरे वाह! खूप छान माहिती दिली. म्हणजे नवीन लोकांना सामावून घेण्यासाठी इतकी छान माहिती दिली. आणि ऑफिसमधलं पण तू खूप छान बोलली. ते बंगाली, कोलकात्याची वगैरे लडकी, तिला असं सांगितलं, का अ, घरच्यांनी हे तुझ्या ऑफिसवाल्यांनी का, त्यांना सांगितलं का, तू असं काही, क होऊ देऊ नको का, आम्ही तुझ्या तुला जे पण गरज लागतील, तुला नाही का, असं काही सांगितलं होतं त्यांनी?
हां. अगदी, अगदी. हो, हो. हां, हां, हां, हां. हम्म. हो, हो. खूप छान, त्यांनी खूप मदत केली तिला.
हां. खरंच ना, असं मदत करायला पाहिजे लोकांनी, खरंच खूप छान माहिती दिली. आणि नक्कीच मी तुझ्याशी पुन्हा बोलायला मला आवडेल. या माहितीबद्दल खरंच तुझी खूप मनःपूर्वक धन्यवाद करते. नक्कीच आपण पुन्हा बोलू. धन्यवाद!
धन्यवाद!